अ, नक्कीच अ, मला हा अ, तुमच्याबरोबर किस्सा मला अ, शेअर करायला आवडेल गमतीशीर मी नवी नवीन आले होते ह्यांच्या घरात अ, लग्न करून आणि आमचं कुटुंब मोठं आहे आणि अ, थोडं दोन्ही आहे म्हणजे आम्ही शेतकरी पण आहोत आणि पॉलिटिकल अ, बॅकग्राऊंड पण आहे. तर अ, एकदा काय झालेलं माझ्या सासूबाई कुठेतरी बाहेर गेलेल्या आणि अ, आमचे जे नेबर्स आहेत ना, म्हणजे नेबर्स नाही म्हणता येणार आमची चुलत अ, माझे दीर हे लागतात. तर त्यांच्या घरी
हो, सांगा ना, मलाही आवडेल सांगा. हां. हो, हो, हो. अच्छा, म्हणजे तुमचे ते नातेवाईकच शेजारी राहतात है ना? हां, हां.
हां. आणि हां. तर अ, मग अ, त्यांच्या घरी अ, काहीतरी गेस्ट हे अ, आले होते म्हणजे खूपच आले होते कारण कोणतरी मला वाटत कार्यक्रमच होता कोण एक्सपायर झालं होतं. तर बऱ्यापैकी असे पाहुणे ही येतात ना, तर आले होते. ठीक आहे आणि
हं. आता बघा ना, तुम्ही मला सांगितलं एक्सपायरी वगैरे झाले होते. आपल्या भारतात येण ही प्रथा झाली बर का, काहीही राहूद्या लग्न राहूद्या, कोणाला काही आमंत्रण राहूद्या, बघायचं
हं, हं. हो. <chuckles> दुःखाचा प्रसंग राहू द्या, काही असू द्या. चहा पाहिजे. <chuckles>
काही असं तर चहा लागतोच. बरोबर सांगितलं तुम्ही मग काय झालं सांगा ना.